बरं, क बरेचदा काय होतं ना की आपली जी पारंपरिक, जी स्टाईल असते आणि जी मॉडर्न स्टाईल असते, ती बरेचदा वेगळी होत असते आणि म्हण वेगळी किंवा म्हणू आपण की अशी म्हणतो ना मिक्स होतं त्या गोष्टीचा. तर ते तुम्ही कसं मॅनेज करता? आणि कशा पद्धतीने, त्या गोष्टीचा म्हणतो ना, की एक वेगळाच तुमचा स्वतःचा स्टाईल इन्व्हेंट करता?
हं. बरं का? अहं. अ, नाही बरोबर म्हणालात तुम्ही. पण मला असं वाटतं, की भारत असा विविध संस्कृतींनी सजलेला आणि नटलेला देश आहे. त्यामुळे आपल्या ज्या पारंपारिक गोष्टी आहेत, मग ते साडी म्हणा किंवा पंजाबी ड्रेस म्हणा. आपण अ, जास्त करून प्रिफर करतो. म्हणजे मी तरी जास्त प्रिफर करते, की मी तेच घालेल. पण मी तुम्हाला एक किस्सा सांगते माझा छोटा
हं. हं, हं. हां. हो. अगदीच.
की जेव्हा मी कॉर्पोरेट विश्वामध्ये पहिलं पाऊल टाकलं.
ओके.
अ, तेव्हा मला कळलं, की अरे! इथे जरा आपण म्हणतात ना, की आपली पारंपरिक जी म्हणजे, वेशभूषा आहे.
हं, हं. हं.
ती इथे जास्त नाही आहे म्हणजे प्रचलित.
अच्छा.
आणि मला आठवत आहे, मला जेव्हा ऑफर लेटर अ, त्या रिसेप्शनिस्टने दिलं, तेव्हा मी अवाक होऊन तिच्याकडे बघत होते, की हिची वेशभूषा, केशभूषा म्हणजे खरं म्हटलं तर ती इतकी सुंदर दिसतच होती. पण अ, त्या अक्षरशः तिने म्हणतात ना, हाय हील्स घातल्या होत्या आणि ती जशी चालत होती, मला खरंच वाटलं, की अरे कौतुक म्हणजे एवढं आणि म्हंटलं आपण इथे बऱ्याच वेगळा दिसतोय.
अ. <chuckles> हं. हं. ओके. हं. अरे! <chuckles> हां, हां. नक्की, नक्की. बरं त्या गोष्टीला तुम्ही कसं मग हँडल केलं, की अरे जे इथं जो ड्रेस कोड होता, तो वेगळा होता आणि तुम्हाला जो आवडत होता किंवा तुम्हाला ज्या गोष्टीची घालण्याची सवय होती, ती वेगळी होती. तर त्या गोष्टीला कसं तुम्ही हँडल केलं चांगल्या पद्धतीने?
हो. हं. हं. हो, हो. म्हणजे अ, म्हणतात ना, की आपण कसं करतो की सुरुवातीला अक्षरशः आपल्याला वाटतं, की सगळंच भरभरकम अगदी घालायचं म्हणतो ना कि मोठा नेकलेस वगैरे. पण ते साडीवर वगैरे छान दिसतं बरं का.
हां, हां. हो. हं.
अगदी तुम्ही आता पाश्चिमात्य जे आपले कपडे आहेत, तुम्ही जीन्स म्हणू शकता किंवा ट्राउझर्स आणि ज्या टॉप्स असतात.
हां, हां.
त्याच्यावर मला वाटतं ना, की असं पारंपरिक तुमचे जे कानातले वगैरे आहेत. ते थोडे वेगळे दिसतात. मग अशा वेळी ना.
हां.
तुम्हाला थोडं फ्युजन किंवा लक्षात ठेवायला लागतं, की तुमच्यावर काय चांगलं दिसेल.
हं, हं. अच्छा!
मग म्हणतात ना, छोटेसे टॉप, कानातले, अगदी छोटीशी चैन त्याला असं म्हणतात ना, की एक मोत्याचा किंवा एक कडा असेल. हं. पण त्यात हल्ली जी संस्कृती आली आहे बघा, की कमीमध्ये जास्त म्हणजे मिनिमलिझम. हं, म्हणजे बॅलन्स करा तुम्ही.
हं. अरे वाह! हां. हां, अगदी बरोबर. बरं, त्यात. हं, हं. बरं ते मिनिमलिझम कसे ट्राय करता तुम्ही? की मी पण, मला पण खरंच खूप आवडतं मिनिमलिझम स्वतःशी राहणं. ते कसं तुम्ही प प्रॅक्टिस करता?
बरोबर. हां, म्हणजे अ, तेच आहे, कि तुम्ही म्हणतात ना, की अगदी प्रत्येक गोष्ट परिधान करायची गरज नाही आहे. की कानातले घातले, मग गळ्यातलं पण घालायच आहे. मग आता आपण म्हणतो ना, जसं आपण हातामध्ये बऱ्याच वेळा ब्रेसलेट वगैरे घाल घालतो किंवा मग पायामध्येपण अँकलेट पाहिजे असं नाही. एक काहीतरी तुमचं सिग्नेचर लूक किंवा एक्सेसरी असू शकतं.
हं. ओके.
मी, तुम्ही एक अ, म्हणतात ना, की अगदीच मोकळा गळा नको म्हणून एक, छोटीशी चैन, त्याला एखादं छानसं पेंडेंट. अगदी नाजूक म्हणजे मी मुलींकरता म्हणते आहे, बरं का.
हं, हं. अरे वाह! हां, हां. नक्की, नक्की.
हं. तर तुम्ही ते तेवढंच घाला आणि तुमचं ते एक सिग्नेचर म्हणतात ना, एक ॲक्सेसरी वाटली पाहिजे. ती छान दिसतेय. आणि असं घाला, की मग ते तुम्ही पारंपरिक वेशभूषा केली तरीही चांगलं दिसेल आणि पाश्चमा पाश्चिमात्य वेशभूषा केली तरीही त्याच्या सोबत ते गेलं पाहिजे.
हां, हां. हं, हं. हां. हां, अच्छा. बरं, बऱ्याचदा काय होतं की आपल्याला जो आहे तो ड्रेस-कोड म्हणा किंवा कसं मिक्स करायला आवडतं. तर तुम्ही एखादा लग्न म्हणा किंवा कुठलाही वेगळा प्रसंग झाला, त्यात तुम्ही कसं ट्रेडिशनल आणि तो जो मॉडर्न आहे तो फ्युजन कसा केला?
हं, हं. हं. हं. हो, हो. अ, मी ना तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगते. की ट्रेडिशनल पण म्हणजे आपल्याकडे लग्नसमारंभात पण आणि अ, ऑफिसमध्ये पण. तर मी पहिलं ना, लग्नसमारंभाचा तुम्हाला किस्सा सांगते.
हां. हं. हां.
की अ, लग्नात बघा अगदी पारंपारिक आपल्याकडे काठापदराच्या साड्या असतात बघा.
हो, अगदी बरोबर.
हं, आणि सतत तुम्ही त्या साड्या नेसत असतात आणि आपल्याला असं वाटतं, की त्या खूपच अगदी पारंपरिक आणि प्रत्येक लग्नाला त्या घाल म्हणजे घालायचा कंटाळा येतो बघा कधी-कधी.
हो, बरोबर आहे.
मग त्याच्यावरती ना, तुम्ही बऱ्याचशा गोष्टीचे प्रयोग करू शकता. कधी-कधी तुम्ही सा साडी जी आहे ना, पद्धत तुम्ही बदलू शकता. असं म्हणतात ना, की साडी अशा पद्धतीने नेसा, की असं वाटलं की पाहिजे की ती घागरा आहे. ती साडी नाहीये तुम्ही घातली आहे आणि अशा विविध पद्धतीचे तुम्ही ब्लाउज शिवून घेऊ शकता. आता जसं आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने साडी नेसतो, त्याऐवजी तुम्ही गुजराती पद्धतीने साडी नेसलीत तर खरंच असं वाटतं, की अरे काहीतरी हिने घागरा घातलाय की काय?
हां. हं, हं. अरे वाह! हां, हां. हं. हं, हं. हां, अगदी बरोबर आहे. बरं ते कसं करता मग तुम्ही?
हं. हां, म्हणजे मला जरी येत नसली तरी एखाद्या मैत्रिणीला साडी नेसवायला येते मग त्यांना थोडीशी गळ घालायची की "अगं असं नेसून दे" किंवा मग बंगाली पद्धतीची साडी नेसायची.
<chuckles> हं, हं, हं. हां. हं, हं.
आणि अ, सतत त्या काठापदराच्या साड्या नाही घालायच्या, थोड्या म्हणतात ना अशा अगदी फिरत्या रंगाची अ, आकाशी अबोली रंगाची साडी आणि त्याच्यावर थोडंसं म्हणतात ना, की असं अ, ठिपक्यांचं काम केलेलं आहे. कुंदन वर्क आपण ज्याला म्हणतो. हे केलेलं आहे. तर असं वेगवेगळे प्रकार जर, मी खरं सांगते लग्नांमध्ये मग तुम्ही उठून दिसता.
हां, हां. हं, हं. हं, हं. अरे वाह! हं, हं. अरे वाह! खरंच खूप छान गोष्ट आहे ती. बरं तुम्हाला कुठल्या प्रकारचे कपडे घालायला आवडतात? स्पेसिफिकली एक अ, वेगळा कलर असेल ना?
आणि हं. तर मी हां. पण आ आणि अजूनही ऑफिसचा एक किस्सा सांगते तुम्हाला.
हां. नक्कीच नक्की.
म्हणजे आपण जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा की सतत ते ट्राउझर्स आणि ते शर्ट्स सतत तुम्हाला म्हणतात ना ते, अगदी प्रोफेशनल लुक घालून-घालून पण कंटाळा येतो.
हां. हं, हं.
मग मी काय करते, जसं शुक्रवारी वगैरे ना थोडीशी एक म्हणतात ना की त्यांनी कॅज्युअल डे वगैरे आमच्याकडे असतो.
हां. अच्छा.
मग मी सरळ एक लखनवी म्हणतात ना, एक छोटा टॉप असतो म्हणजे अगदी पूर्ण ड्रेस नाही बरं का.
ओके.
अगदी कमरेपर्यंतच तो टॉप असतो. आणि मग त्याच्याखाली जीन्स वगैरे म्हणतात ना एक असं फ्युजन तुम्ही करू शकता.
ओके.
म्हणजे
बर आहे. मग चांगली गोष्ट आहे ती तर. बरं मग तुम्ही आता जसं मी तुम्हाला विचारलं, की कलर कोणता आवडतो तुम्हाला स्पेसिफिक एक घालायला? खूप छान वाटतो की म्हणजे मला विचार करायची गरजच नाहीये. काय कपडा आहे, काय कलर हा आहे. तर मला आवडला.
हं. हां. हो, हो. असे ना जे पेस्टल म्हणजे असा एक अ, तसं म्हटलं तर निळा रंग, मला खूप आवडतो, पण त्याचे पेस्टल शेड्सचे जे कलर आलेत ना हल्ली. जे अगदी आल्हाददायक असतात, बघितल्यावर असं ते भडक नसतात. तर ते रंग हं, हं. लाईटमध्ये तर आणि म माझं ना म्हणतात ना, की लखनवी कुर्त्यांवर जरा जास्तच प्रेम आहे.
अच्छा. हां. हां, हां. अच्छा शेड्स म्हणजे ते लाईटमध्ये. हां. हम्म.
मग त्याचे जे शेड्स असतात ना, अबोली रंगाचा, तो आकाशी रंगाचा निळा
अरे वाह! हां, हां.
हं. थोडासा म्हणतात ना, एक लेमन येलो तसा, गुलाबी. ते जे पेस्टल शेड्स आहेत ना आणि त्याच्यावरची जी का म्हणजे कलाकुसर आहे. तर ते मला नेहमीच भावतं.
अरे वाह! <chuckles> हां. नक्की, नक्कीचं. खूपचं छान आहे ते कलर कॉम्बिनेशन. खरचं खूप छान सांगितलं तुम्ही. बरं तुम्हाला जो आउटफिट आहे तुमचा कुठल्याही स्पेशल ओकेजनसाठी किंवा ट्रेडिशनल म्हणा किंवा काहीही असेल. तर तुम्ही आउटफिट कशाप्रकारे डिसाईड करता की हे हा घालायचंय? किंवा अशा प्रकारचचं काहीतरी मला घालायचंय?
हं. बरं. हं. हं, हं. तसं तुम्ही मगाशी म्हणालात की एक पारंपरिक आपले सण आहेत. मग अशा सणांमध्ये किंवा लग्नांमध्ये वगैरे ना म्हणजे थोडी तुम्ही फ्युजन स्टाईल करू शकता. पण अगदीचं जाऊन जीन्स घालायची आणि मग ते म्हणतात ना की अ, अ, असं वाटलं पाहिजे की अ, कुठूनतरी क्लासला जाऊन आलीये आणि म्हणजे तसं तुम्ही इतरांचही म्हणतात ना, की अनादर करू नका, कारण अशा ठिकाणी ना बऱ्याचशावेळी आपल्याकडे थोडी एक संस्कृती आहे आणि अ, म्हणजे म्हणतात ना की त्या पूर्ण समारंभाचा एक विचका नका करू हं.
हं. हं, हं. <chuckles> <chuckles> हां, हां. हं, हं. हां. नक्कीचं. आता कसं आहे? पारंपरिक जे आहे ते काहीतरी कारण आहे त्याचं. तुम्हाला जर तसा ड्रेस, ड्रेस कोड जर तुमचा आउटफिट तसा पाहिजे. तर तुम्ही 2री दुसऱ्या टाईमाला घाला ना. इथं जे आहे तो वेगळा आहे. तर तशाप्रकारे बरं तसं, तेव्हा काय करता तुम्ही?
हं. बरोबर. हं. बरोबर. हां, मग तेच, की मग त्या ठिकाणी मग मी जे पारंपारिक आपली वेशभूषा आहे ना, तीच करते. आणि ऑफिसमध्ये वगैरे जाताना तुम्ही अगदी तुमचा ट्रेडिशनल डे असला, तरी त्या अक्षरशः भडक रंगाच्या काठापदराच्या नाही. थोड्या, त्या म्हणतात ना सटल किंवा अशा हलक्या रंगाच्या त्या साड्या असतात ना, जसं मी तुम्हाला सांगितलंय पेस्टल शेड.
हं. हां. हो.
तर तशा रंगाच्या साड्या मी घालते, ज्या अगदी उठून येणार नाहीत.
हां, हां. अच्छा.
आणि दागिनेही कमी घालायचे जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता.
हां, नक्की, नक्की.
आणि अ, हं जे म्हणतात ना, की एक रंगसंगती असते. हं सफेद रंगाचा जर तुम्ही टॉप घातला आहे. तर त्याच्याखाली तुम्ही काळ्या रंगाचा किंवा अ, ब्राउन रंगाची तुम्ही ट्राउझर घालू शकता ही रंगसंगती तुम्ही बघायला पाहिजे, की कुठच्या रंगाला छान तुम्हाला साजेसं दिसतंय.
हं, हं. हां, हां. हो, अगदी बरोबर आहे. बरं बजेट कसं ठरवता तुम्ही? की यार म्हणजे काही असं स्पेसिफिक असतं का की कुठला ट्रेंडी आउटफिट म्हणा किंवा काही असेल तसं स्पेसिफिक?
हो, हो. म्हणजे बघा, अ, खूप जवळच्या माणसांचं लग्न आहे, तर बजेट थोडंसं वाढतं आणि म्हणतात ना, की माझं तरी आर्थिक समीकरण थोडं हलत. कारण मग अक्षरशः पैठणीच घ्यायची आहे म्हंटल्यावर, थोडं बजेट वाढवायला लागतं.
हां, हां. हां, हां. हं.
आणि मग पैठणी सोबत तुम्हाला बरीचशी अ, गोष्टी असं नाही की नुसती पैठणी नेसली आणि झालं. मग त्याच्यासोबत आपण इमिटेशन ज्वेलरी वगैरे घेतो. कीती साजेशी दिसेल.
हं. हो, अगदी बरोबर आहे. हां, हां.
मग ते सगळं मॅनेज करावं लागतं आणि मला तर वाटतं ना, कदाचित महिला पहिल्यापासूनच अ, असा एक <chuckles> फॅशन फंड तयार करतात की
हं. <chuckles> अरे वाह, वाह! खरंच मला वाटतं असतं ते. नक्की, नक्की.
<chuckles> हो, ही तो पहिल्यापासूनच असतो तुमच्याकडे आणि अ, मी एक अ, माझ्या अनुभवावरून सांगते, की अगदी डोळ्यात कोणाच्या येऊ नये, म्हणजे म्हणतात ना, की आपल्याकडे 4-5 हार आहेत.
हां, हां. हं, हं, हं.
आणि ती पैठणी घातल्या म्हणून सगळेच हार नाही घालायचे.
<chuckles> हो. अगदी बरोबर.
1 अ, 1 किंवा 2 खूप बांगड्या आहेत, अगदी 2 डझन तर नाही. सगळ्याच घालू नका. थोडं म्हणतात ना, की अ, स्वतःलाही आरशात बघा तुम्ही. काही-काही वेळा ना, लोकांकडे पैसा असतो, पण ते म्हणतात ना, इतके भडक कपडे घालतात किंवा इतकं जास्त करतात ना, ते अगदी म्हणजे बरं नाही दिसत डोळ्याला.
हां, हां. हं. हो, अगदी बरोबर आहे त्या गोष्टी.
आणि साडी तुम्ही नेसाल, तर मग हे उंच टाचांच्या चपला घालायचा टाळा, कारण ती अगदी घोळदार असते आणि अडकलात वगैरे. ते म्हणतात ना, पायऱ्या उतरताना लक्षात येत नाही. कारण आपण मी तर काही रोज नाही साडी नेसत. त्यामुळे एक छोटीशी टिप मी सांगू शकेन.
हं. हां, हां. हां. हो, नक्की, नक्की. हां, हां. हां, हां, अरे, वाह! खरंच छान गोष्ट आहे ती. बरं, ट्रेंडिंग आउटफिट वर काय तुमचं मत आहे, की ते कसं असतं आणि तुम्ही ते कसं चूज करता?
हं, ट्रेंडिंग आउटफिट ना, खरंच मी सुरुवातीला बरंच फॉलो केलं, बरं का. की ट्रेंडिंग आउटफिट घातलं पाहिजे, मैत्रिणींनीही सांगितलं. मग त्या आउटफिट सोबत मग अ, जे म्हणतात ना, जसं मी तुम्हाला सांगितलं, की छोटेसे सुंदरसे दागिने.
अच्छा. हां. हां, हां.
पण नंतर कळलं, की ह्याच्यामुळे ना बरंच आपण नुसतेच कपडे घेत जातो.
अच्छा.
आणि इतक्या कपड्यांची आपल्याला गरज नाहीये.
हं, हं.
मग हे पर्यावरणावरही त्याचा, म्हणजे मला असं वाटतं ना, की इतक्या कपड्यांचा शेवटी तुम्ही वापर नाही करणार आहात. ते कपडे शेवटी तुम्ही अ, म्हणतात ना, की ट्रेंड असे नका तुम्ही फॉलो करू, की तुम्ही ते कपडे शेवटी फेकून द्याल.
हां, हां. हां. अ, अगदी बरोबर.
मग तो कचरा किती होतोय ना?
हो, हो, नक्की, नक्की. बरं, रिसेंट कोणचा ट्रेंड तुम्ही ट्राय केला आणि जे की तुम्हाला चांगला वाटला किंवा तुम्ही सोडलं नाही चांगला वाटला म्हणून?
नाही नाही, रिसेंट म्हणजे ते गाणं आलंय नाही का, ते गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. मग ते नक्कीच गुलाबी साडी घ्या घालून, तो अ, छान ते रील बनवली आहे लग्नात. हां, हां. तर मग ते थोडं अगदीच आपल्याकडे साड्या आपल्याकडे लागतातच. पण ते म्हणतात ना, की अ, वेगवेगळे ते असे अ, ट्राउझर्स आणि शर्ट्स किंवा येतायेत, तर अगदी तेवढं नाही फॉलो करत. साड्या वगैरे ठीक आहे.
<chuckles> हां, हां. अरे वाह! वाह! अरे क्या बात है! हां, हां. अच्छा, अच्छा. हो, नक्की-नक्की. त्या खरंच खूप छान गोष्ट आहे ती. बरं फॅब्रिक कोणती आवडतात तुम्हाला अशी स्पेसिफिक. अशा वेगळ्या प्रकारचे काही?
सुती अ, सुती जे कापड असतं ना. मला असं वाटतं, की प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे, की तुमच्या त्वचेला. कुठच्या फॅब्रिकने बरं वाटतंय किंवा श्वास घेता येतोय.
हां. हं. हं, हं.
मग अशावेळी मी ठरवते, की कारण मला ना जे सिंथेटिक फॅब्रिक असतात ना, ते जास्त मला सूट करत नाहीत. मग मी बऱ्याच वेळेला जे सुती कापड आहे. मग बघा म जसं मी तुम्हाला म्हणाले लखनवी, की ते सुती कापडावर ते अक्षरशः त्या धाग्याचं काम असतं.
हां, हां. अच्छा. हं, हं. अच्छा. नक्की, नक्की.
आणि मला असं वाटतं, की माझी त्वचा श्वास घेऊ शकते त्याच्यामध्ये. मग मी असेच फॅब्रिक निवडते, सिंथेटिक जनरली टाळते.
हं, हं. अरे वाह! वाह! खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून म्हणजे. तुम्ही जे अस जो आपला आपण जो ज्या प्रकारचा संवाद साधला, खरंच खूप छान वाटला तो. आणि तुमचे जे एक्सपिरियन्स, तुमच्या काही टिप्स ऐकून खरंच बरं वाटलं खूप. आपण नक्कीच याच्यानंतर भेटू या. धन्यवाद.
हं. धन्यवाद.